अच्छा.
आपण कसं इथे सरळ मूग डाळ वगैरे बनवतो. तसं तिथे 4-5 डाळी एकत्र करून ना एक
हो, हो. चार पाच डाळी एकत्र. अरे बापरे! हं. मग?
हो, हो. म्हणजे त्याला घोटं म्हणतात. त्याच्यामध्ये ना उडदाची डाळ पण असते.
हं.
आणि ते इतकं छान लागतं आणि मला आणि आमच्या मामी म्हणजे ना अक्षरशः सुगरण आहेत सुगरण. पण.
मग म्हणजे कोणतरी सीनियर होतं की हा जो अचानक आलेला अंगावरचा जबाबदारी हाताळण्याला एक स स्पेशलिस्ट होत्या म्हणजे.
हो, हो, हो. तसं. हो, हो. म्हणजे देवाची कृपा. कारण नशीब मला एकटीला करायचं नव्हतं. आम्ही 8-9 बायका अशा धावतोय त्या किचनमध्ये. "खोबरंच किसून दे गं, हेच करून दे गं, ताटं कुठे आहेत?"
हां, हां. अच्छा. अच्छा. म्हणजे एकदम धांदल उडाली असेल.
हो आणि माझ्या नशिबाने मला भाकरी करता येते. तर मग आईने मला डिपार्टमेंट दिलं की तू आता भाकरीच आणि मी ते आपलं आता कसं आहे ना? एवढे लोकं आहेत, तुम्हाला भाकरीची जी परात असते ना, ज्याच्यामध्ये तुम्ही भाकरीचं पीठ मळता? तर मला काय माहीत. मी घेतलं आपलं छोटंसं ताट.
अच्छा. हो, हो.